हे खूप रिस्की वाटतं मला, म्हणजे लग्नाइतका निर्णय त्या माणसाला न भेटता घेणं, केवळ डिजिटल तंत्रज्ञानावर अवलंबून राहून, हे म्हणजे माझ्या मनाला पटत नाही, कारण माझ्यासोबत अ अगदी खूप जवळचं एक असं उदाहरण आहे.
हं, हं. अच्छा. हो. अच्छा. काही घटना म्हणजे घटना घडली होती का काही?
की हो हो. तर अ अ माझ्या मैत्रिणीची खूप जवळच्या मैत्रिणीची सख्खी बहीण. लाँग डिस्टन्स रिलेशनशिप मध्ये होती. अर्थात या डिजिटल तंत्रज्ञानावरती अवलंबून होती. आ तिचं ज्याच्यावर प्रेम होतं तो परदेशात होता. ती इथे भारतात होती. 10 वर्ष
अ, हं, हं. हं, हं. बरोबर. हं.
ते एकमेकांच्या संपर्कात होते. तो कधीही भारतात तिला भेटायला आला नाही. आणि ज्यावेळेला लग्न करण्याची वेळ आली आणि ती मुलगी संपूर्णपणे अ, ह्याच अ, विचारात होती की लग्न करायचं तर ह्याच्याशीच. आता मी काही दुसऱ्या कोणत्या मा मुलाचा विचार नाही करू शकत माझ्या आयुष्यात. त्यावेळेला तिला असं कळलं की परदेशात त्याचं ऑलरेडी कोणासोबत तरी लग्न झालं आहे आणि त्याला मूलही आहे.
अरे बापरे! हं, हं. हो. हं, हं, हं, हं. बरोबर. अरे बापरे! हे कसं कळालं तिला?
ते तिला तिच्या अ, अ, त्यानेच सांगितलं, म्हणजे की मी लग्न नाही करू शकत, तुझ्यासोबत. की एकदा असं वैतागून की तिने हां. तिने अं, सतत, सतत विचारल्यानंतर, त्याने हे असं सांगितलं आणि त्या शॉकमधनं ती आजही बाहेर पडलेली नाही आहे. ती आता एक मानसिक रुग्ण आहे.
अच्छा. आणि 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये ओ खूपच.

म्हणजे दिवाळी असेल किंवा अ, एखाद्या आई-वडिलांना आपल्या मुलांची आठवण कधी येते, तर एखाद्या दुःखाच्या प्रसंगी येते किंवा अगदीच ते खूप आनंदी आहेत आणि उत्साहात एखादा सण साजरा करत आहेत, त्यावेळेला अ, नेमकं वाटतं, की आपली मुलं हा आनंद आपल्यासोबत शेअर करण्यासाठी असावीत. आणि मग त्यावेळेला कसं त्यांच्याशी संवाद साधायचा, तर हे एक डिजिटल माध्यम अ, खूप महत्वाचं काम करतं, की त्या मुलाचा, मुलीचा चेहरा दिसतो आई वडिलांना. समोरासमोर भेटत नसले, तरी अ, एक भेटल्याचा थोडासा आनंद होतो. त्यामुळे अ, ह्याच्या सकारात्मक बाजू आणि मग कधी-कधी काय होतं, की अ, गंमत म्हणजे तुम्ही ग्रुप्सबद्दल विचारलत तर, फक्त आई-बाबा, मुलगा ह्यांचा एक वेगळा ग्रुप असतो. म्हणजे, मी जेव्हा माहेरी होते, तेव्हा असे आमचे ग्रुप्स असायचे, की माझे आई-वडील, माझा भाऊ आणि मी आमच्या चौघांचाच 1 होता. आणि काही म्हणजे आम्ही घरात चौघं एकत्र जरी असलो तरी आईला माहिती असायचं, की जेवायला प्रत्येकाला खोलीत जाण्याची गरज नाहीये, ती ग्रुपवर मेसेज टाकायची जेवण तयार आहे बाहेर जेवायला या, वगैरे असं.
हो, हो. हो, हो. अच्छा. अरे वाह! खूपच सुंदर. हो. <chuckles> काय होतं? <laughs> हो, हो. हो, हो. हो. <laughs> <chuckles> हो, हो. हो, हो. अरे वाह! हं, हं. हो, हो. <laughs> म्हणजे डिजिटल तंत्रज्ञान म्हणजे, असं परिणाम करत होतं, की तुम्हाला आवाज द्यायची गरज नाही, पण मेसेज टाकला, की तुम्ही सगळे पळत येणार. म्हणजे खूप सुंदर. हो.
<chuckles> हां, हां. हां, असं. मग आम्हाला कधी-कधी आम्ही बेडरूममध्ये अभ्यास करत बसलो, तर आम्ही ग्रुपवर मेसेज टाकायचो, टीव्हीचा आवाज कमी कर मग टीव्हीचा आवाज <laughs>
<chuckles> अ. अ. हां, हां. अरे, मस्तच आहे. म्हणजे रिमोटची गरजच नव्हती. <chuckles> अच्छा.
हो, तर मग अशा सगळ्या गमतीशीर गोष्टीही अ, होतात. आणि अ, म्हणजे मला बऱ्यापैकी त्याच्या सकारात्मक बाजू दिसतात. पण अर्थात अ, नकारात्मकही त्याची 1 बाजू आहे, की बघा ना हल्ली आपण वाढदिवसालासुद्धा WhatsAppवर विश करतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा तिकडे दिल्यानंतर आपल्याला असं वाटतं, की चला विश केलंय ना आपण, जे पूर्वी असायचं ना, की वाढदिवसाच्या निमित्ताने एकमेकांच्या भेटी व्हायच्या, एकमेकांना फोन व्हायचे. ते कुठेतरी मला असं वाटतंय अ, वेळेच्या अभावी लोकं नुसते विश करून संपवून टाकतात किंवा मला एखाद्या माणसाची ज्यावेळेला माझ्या ताईची असेल, माझ्या भावाची असेल, प्रकर्षाने आठवण येते तर मी फक्त मिस यूच्या पुढे काही लिहूच नाही शकत. म्हणजे शब्दांना मर्यादा येते.
हं. अरे वाह! हो, हो. कोणत्या बरं म्हणजे नेमकं? हं, हं. अगदी बरोबर. हो, हो. भेटी तर व्हायच्या. हो, हो. हो, मजेत.

बरोबर अगदी. <chuckles>
कारण कुठेतरी अ, सासरी प्रायोरिटी जास्त दिली जाते किंवा अ, त्या कामांमध्ये आम्ही इतक्या गुंतून जातो की अ, माहेरची नाती हवी असतात. त्यांच्या आठवणीही खूप येतात. पण त्यांच्याबद्दल खुशाली विचारणं, त्यांना फोन करणं हे प्रत्येक वेळेला शक्य होतं असं नाही. मग हे जे फॅमिली
हं, हं. हो. हो, हो. मग कसं बरं सांभाळता तुम्ही?
मग हे जे फॅमिली अ, WhatsApp ग्रुप्स असतात त्याच्यावर त्यांची खुशाली कळत राहते किंवा अ, त्यांच्या घरी काय चाललंय. तर त्याचे ते छोटे-छोटे फोटोस आपल्यासोबत बऱ्याच वेळेला शेअर करतात की आम्ही इथे गेलो होतो, आज असं झालं, मग काय नवीन गाडी घेतली. त्यांची खुशाली अशा प्रकारे त्या अ, फॅमिली WhatsApp ग्रुपवर कळत जाते. म्हणजे ही एक सकारात्मक बाजू झाली. <chuckles>
हं, हं. <laughs> अच्छा. हं, हं. हो, हो. अरे वाह! अच्छा, अच्छा. हो. अगदी बरोबर आणि तुम्ही जे बोललात ना की त्याच्यावरून खुशाली आणि सर्व गोष्टी कळतात तर म्हणजे अ, असे क म्हणजे आम्ही त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी साधू शकतो प्रत्येक वेळेस.
हां. हो.
तर म्हणजे असे किती ग्रुप्स आहे? आणि किती ग्रुप्समध्ये तुम्ही आहे? आणि काय-काय नवीन काय-काय मजेशीर पण गोष्टी कधी-कधी होत असतील किंवा कोणी साडी लेडीजमध्ये भरपूर होतं की साडी आणली का साडी टाकली किंवा त्याचे काहीच परिणाम विचार तर त्याच्याबद्दल काही सांगा ना म्हणजे ह्या डिजिटल साधनातून आपण तंत्रज्ञानाने ते नात्यावरती कशा प्रकारे आपण जास्त संवाद साधू शकतो आणि काय होऊ शकतं अजून ग्रुप्समध्ये?
होतात ना असंख्य ग्रुप्स आहेत तो. <chuckles> आणि हो. ओ. बाप रे बाप! हो, हो. हं.